हो.
तर आणखीन याच्यामधून दुसरा अ, कुठला म्हणजे दुसऱ्या तुमच्या जीवनामध्ये आणखीन दुसरा कोणता अपयश आलं आहे का आणखीन म्हणजे दुसऱ्या तुमचं जे दैनंदिन जीवनामध्ये किंवा
त्याच्यानंतरचे सगळे अपयश नंतर पचवणं सोपं गेलं, पण तरीही म्हणजे अ, एक असं होतं की एका इंटरव्ह्यूसाठी मी गेले होते आणि मला असं वाटत होतं की अ, मुलाखतीसाठी गेले होते. आणि मला असं वाटत होतं की माझं इथे सिलेक्शन होणं व्हायला हवं. म्हणजे मला असं माझ्या आवडीची कंपनी होती. पण अ, इंटरव्ह्यू मला खूपच छान गेला होता. सगळं, सगळं छान गेलं होतं. लेखी परीक्षा वगैरे दिली. सगळं छान होतं अं, माहीत नाही का? किंवा कदाचित इतर जे स्पर्धक होते, इतर जे कँडिडेट्स होते, त्यांच्या मानानं मी थोडंसं कमी मार्क्स पडले असतील आणि माझं तिथे अ, सिलेक्शन झालं नाही. तर माझ्यासाठी ते थोडंसं अपयश होतं, असं मला त्यावेळेला वाटायचं. आणि आता जेव्हा मी मागे वळून बघते, तो माझा कधी-कधी असं वाटते की मी वेडेपणा करत होते. पण अशीही अपयश आलेली आहेत ज्याच्यासाठी आता अ, काहीच वाटत नाही. उलट अ, छान वाटतं, की अरे, हां, बरं झालं तेव्हा अपयश मिळालं म्हणून आज मी या चांगल्या पदाच्या नोकरीवरती अ, आहे आणि खूप चांगला पगार घेते आहे आणि सगळं खूप छान आहे. आता छान वाटतं असं.
हां, हां. असेल. अ अ. ओके. अ हां. अरे वाह, छान. अच्छा. हां. अरे वाह, छान.